मग डबा वगैरे घेतला सगळ्यांनी बनवलं, चालायला सुरुवात केली. मग सुरुवात मज्जा मग असा ग्रुप असतो ना मु अ, आमची बॉयज ची टीम, तुमची गर्ल्स ची टीम. आम्ही पहिले जाणार, तुम्ही असं. गा गाणी गप्पा गोष्टी करत, करत, करत, करत, करत आम्ही तिथं पोहोचलो आणि मग ट्रेक सुरू झाला. <chuckles> आता तोपर्यंत मी काही एवढा ॲक्टिव्ह नव्हतोच ट्रेकिंग ला वगैरे, वगैरे अन् त्यावेळेला कसलं बूट आणि कसलं काय? आपलं जे असेल ते चप्पल घालून आपण गेलेलो अन् त्यावेळेला कसं आमच्या आमच्याकडे एकच चप्पल असायची पॅरागॉनची आपली <chuckles> स्लीपर. स्लीप ते आम्ही तिथं चढायला लागलो. ते स्लीपरचं काय व्हायचं प्रत्येक वेळेला ते बटन निघायचं. ते सारखं लावायचं आणि मग थोडं आणखीन पुढे गेलो. इतकं मला ते हे व्हायला लागलं ना आणि ते अ, म्हणजे नाही का, मांडीला मांडी घासायची आणि त्रास व्हायचा थोडी तब्येत होती माझी त्यावेळेला. तर मग शेवटी वैतागलो मी ती पॅन्टच काढली माझी, फक्त अंडरवेअर वर
हां. हां. हां. हां. हां. <chuckles> हो, हो, हो. अरे बापरे! अहो, मग तुम्ही डोंगर चढत होते, तेव्हा काय दोरी वगैरे असं ते राहतात ना, दोरीचा सहारा वगैरे असा आपण घेतो? का तुम्ही फक्त असं काहीच नाही?
हां. नाही, नाही, एक नाही, एवढं अवघड नव्हतं, पाऊलवाट होती ना तिथे जायला. म्हणजे असं ट्रेक जरी असला तरी अशी पाऊलवाटा बनवल्या होत्या त्यांनी. काही असं डोंगर म्हणजे ट्रेक म्हणजे एकदम असा ट्रेक नव्हता की एकदमच असं ते रोप वगैरे लावायचं, सेफ्टी वगैरे असं काही नव्हतं. होतं बरंच उंच पण
अच्छा. हो, हो. हं, हं. हो, हो, हो. हां. काय मजा येत असेल हो? <chuckles>
हां ना. मज्जा तर येत होती. पण प्रत्येक वेळेला वाटायचं कधी येतंय? कधी येतंय? मग काहीतरी ते असायचे ना लोकं लिंबू सरबत वगैरे देणारे, हे, ते आणि मग त्यांना विचारायचं. म्हणायचे, "अजून थोडंच आहे." आणि पुढं तरीही काही येतच नव्हतं. पुढे गेलं आणखीन, थोडच राहिले आणि असं करता, करता काही येईनाच. एक 2 तास झाल्यानंतर मग आम्ही कुठेतरी तिथं पोहोचलो. म्हणजे सकाळी आम्ही जे 6:00 ला निघालो होतो ना, तर तिथं वरती जायला आम्हाला जवळ-जवळ 12:00 वाजले. म्हणजे इतकं आम्ही तिथं हेच करत होतो.
<chuckles> हां, हां. हो. हां. अरे बापरे! आणि ते तुमचं चपलीचं तुम्ही जे सांगितलं मला, तेव्हा मजा आली का नाही तुम्हाला, ती ने घडी-घडी निघून राहिली मग
एकदा अ, हं, हां. तेव्हा कसली मजा हो. आता त्याची मजा वाटते, पण त्यावेळेला तर ते वैतागचं होता ना सारखं लावायचं, हे करायचं. <chuckles> पण कसंतरी गेलो वरती.
<laughs> अरे बापरे! मग कसे चढले होते तुम्ही? चप्पल घालूनच चढले होते तेव्हा?